आयुष्य अजून सुंदर बनवण्यासाठी छंद जोपासणं खूप महत्त्वाचं असतं. कारण छंद माणसाच्या दिनचर्यत नवे रंग भरतात आणि व्यक्तिमत्त्वाला सूक्ष्म, पण महत्त्वपूर्ण एक आकार देतात. तर मला सर्वात आधी उत्सुकता आहे हे जाणून घेण्याची, की तुमचा छंद कोणता आहे? आणि तो तुमच्या आयुष्यात कसा आला आणि तुमचं आयुष्य कसं बदललं?
हो. अ, काय मला असं क्रिएटिव्ह काहीतरी बनवायला खूप आवडतं. आपल्या शाळेमध्ये कसं क शाळेत, कॉलेजमध्ये आपल्याला असे प्रोजेक्ट बनवायला सांगायचे, नाही का. असं-असं एखादं तुम्ही एक अ, बनवा स्ट्रक्चर आणि अ, म्हणजे एखादं घर म्हणा किंवा आपण असं अ, काहीतरी वेगळं अ, आपल्याला सायन्सचा प्रोजेक्ट वगैरे असेल, तर आपण एकदम प्रदूषणसाठी अशी बिल्डिंग्स वगैरे बनवायचो, नाही का? तर तसं मला खूप आवडायचं, की असं काहीतरी क्रिएटिव्हिटी करायची, नाही का? असं काहीतरी. अ, लोकांनी त्याला बघितलं पाहिजे, अट्रॅक्ट व्हायला पाहिजे. आणि त्यामध्ये मी एकदम नाही का, लहानपणापासून मला खूप सवय होती. आजकाल काय आहे अ, पॅरे अ, पालक आहेत ते मुलांना सगळं हेल्प करतात बनवायला, पण मी लहानपणी मी स्वतःच बनवायची अशी छान-छान घरं, म्हणजे एखादा गावाचा नजारा म्हणा, म्हणजे त्यामध्ये अशी छोटीशी विहीर आणि असं थोडंसं डबकासारखं पाणी वगैरे आणि अशी छोटी-छोटी घरं वगैरे, छोटंसं मंदिर आणि असं सगळं मी ते कार्डशीट जे असतं आपलं, कार्डबोर्ड, त्याचं ते बनवायचे. आणि मस्त त्याला कलरिंग वगैरे करायचे आणि ते एवढं सुंदर दिसायचं ना आणि अ, हो. आणि त्याला असं छान मी ते अ, झाडं, झाडं वगैरे पण अ, अ, जे कापूस असतं ना, आपलं कॉटन म्हणा, त्याला तशी ग्रीन कलर वगैरेमध्ये बुडून त्याला त्याची झाडं-झाडं वगैरे बनवायची. आणि अ, जे आपल्या फांद्या असतात ना, असे खराब झालेल्या, सुकलेल्या, त्या तोडून आणायची, त्यात लावायची. म्हणजे असं ओरिजिनल अ, रिअल वाटलं पाहिजे ते खरं. तर मला माझा ना, नेहमीच असा 1ला नंबर यायचा त्याच्यामध्ये, की काहीतरी छान काहीतरी करायची मी.
हो. हो. हां. अरे वाह! किती गोड! हां. हो का? अरे वाह! हां. अरे वाह! किती मस्त! अरे वा! कसलं मस्त! आणि हे सगळं तुम्ही स्वतंत्रपणे करायचा? एकटा?
हो. हो, अ, ॲक्चुअली अ, माझी मावशी आहे ना तिला अशी आवड होती. तर तिचं बघून-बघून मी सुद्धा शिकली आणि मी पण स्वतः ते करायला लागली आणि ते मला खूप आवडायला लागलं आणि अशाच त्या गोष्टी मी आर्टच्या ज्या म्हणतो आपण, आता किंवा मातीच्या ज्या वस्तू म्हणतो. शिवलिंग वगैरे बनवणं किंवा एखादं अ, म्हणतात ना, मी एकदा तर बैल, बैल जो असतो ना तो मातीचा बनवला होता.
अच्छा! हं. हो. अरे वाह! कसलं मस्त! अवघड असतो ना तसा?
हां आणि त्या हो, अवघड असतं तर मी काय केलं? मातीचं कसं एवढं स्ट्रक्चर ते अ, होत नाही ॲक्चुअली असं हो घट्ट, तर तर मी त्यासाठी काय केलं लाकडं लाक आपलं लाकूड असतं ना? पातळ, खराट्याच्या काड्या ज्या असतात, त्याचं मी ते स्ट्रक्चर तयार केलं की असं-असं मला हे पाहिजे. इथे मान पाहिजे, इथे पाय पाहिजे, असे नाही का? आणि त्यावर ते मी थोडंसं पेपर वगैरे रॅप केलं आणि त्यावर मी, मी ते मातीचं कोटिंग केलं जेणेकरून असं खूप हेवी पण नाही होणार आणि ते मला असं लुकिंग पण छान होईल. तर असं मी ते केलं होतं आणि त्याला मस्त कलरिंग वगैरे केलं. काय सुंदर दिसत होतं ते बैल! खूप भारी!
हो. हं. अरे बाप! किती छान! हो, दिसत असणारच, म्हणजे माझ्याही डोळ्यासमोर आला तो छोटासा सुंदर असा बैल. पण अ, तुम्ही हे छंद म्हणूनच सुरु केलंत का मग नंतर अजून वाढवलंत? म्हणजे हा प्रोजेक्ट म्हणा किंवा छंद?
हो. हो आणि मग काय हो आणि कसं आहे? अ, मग ते माझा तो छंद आहे ना? तो माझा अजून अ, वाढत गेला की कॉलेजमध्ये प्रोजेक्ट असायचे आमचे, तर अ, एखादा म्हणतो ना आपण, एखादा आता कॉलेजचा सेट वगैरे आणि मी त्याच क्षेत्रामध्ये गेली होती, इंटरिअर हो आणि मग ते मला ते असं बनवायला खूप आवडायचं, आर्ट करायला आणि अ, मग मी म्हटलं, "अरे! हे करतोय आपण, खरं आहे, पण आता आपण काहीतरी बिझनेस स्वतःचा चालू करायला पाहिजे, जेणेकरून, नाही का, त्यातून आपल्याला उत्पन्न पण मिळेल आणि आपला छंद पण जोपासला जाईल." आणि आमच्या घरात, आहे ना, कसं आहे आमचं डेकोरेशन वगैरे अ, गणपतीमध्ये आपण करत असतो. तर मी असेच वेगवेगळे असे बनवायचं म्हणजे ते म म्हणतो ना आपण अ, मागे असं मस्त हिमालय वगैरे आणि तिथून असं पाणी वाहत आहे आणि अ, ते केदारनाथचं जे मंदिर आहे ते मी पुट्ट्याने बनवलं होतं आणि एवढं सुंदर झालं होतं ना ते आणि मस्त त्यामध्ये असं शिवलिंग वगैरे ठेवलं होतं आणि मस्त लाईट वगैरे लावली होती. असं मला वाटलं की मी खरंच केदारनाथला गेली आहे. ती थीम मी केली होती.
हां. अरे वाह! हो. वाव! कसलं मस्त! किती छान! म्हणजे तुम्हाला तर वाटलं असेलच, पण बघणाऱ्यांना ही वाटलं असेल. पण तुम्ही, म्हणजे इतक्या सहजरीत्या एक्सप्लेन करताय की इतका छान आणि इतक्या मोठमोठ्या गोष्टी तुम्ही बनवल्या, पण अडचणी तर नक्कीच आल्या असतील ना तुम्हाला?
हो. हो, अडचणी तर यायच्याच. अ, आता एखादं शिव हे केदारनाथचं आहे, तर केदारनाथचा जे कळस आहे, तो खूप अवघड आहे, म्हणजे त्याला प्र प्रॉपर अ, प्रॉपर त्याचे कटिंग जे आहेत ना, त्या खूप अ, डिफिकल्ट होत्या माझ्यासाठी करा करायला. कारण की त्याच्यावरचे जे शेल्फ आहेत, तशा आकाराचा मला तसा पुठ्ठा आणावा लागला, म्हणजे त्याच्यावरचा मला पेपर काढावा लागला, म्हणजे ते वरचं अ, जे शेड टाईप आहे त्याचं स्ट्रक्चर असं लायनिंगचं तर ते त्याला यायला पाहिजे आणि साईडला जे असे छोटे-छोटे असे ते होते अ, पुतळे आहेत, तर ते मी अशा मातीचे, जे आपण म्हणतो ना, मुलतानी माती वगैरे, त्याने ते मी क्रिएट केलं, वगैरे असं नाही का? क्लेच्या वाणी आणि अ, म्हणजे कळस वगैरे बनवण्यासाठी मग मी पेपरचा वापर केला, म्हणजे असं मला थोडासं डिफिकल्ट आला. कधी-कधी काय व्हायचं, माझा आकारात चुकायचं, मग तो शेप नाही दिसायचा प्रॉपर. मला मेजरमेंट घेऊन किंवा असं थोडंसं म्हणतो ना, आपण एक डिझाईन मी ड्रॉ अ, ड्रॉ वगैरे करायचे आणि मग म्हणलं, हा-हा, या साईजचा पाहिजे, तर आपल्याला या-या साईजचं हे कट करावं लागेल आणि काय व्हायचं, स्ट्रक्चर तर खूप छान बनायचं, पण कलर कधी-कधी चुकायचा माझा की कलर तो असा वेगळाच दिसायचा. तर त्यांच्या म मंदिराचा कसा थोडासा ग्रेइश व्हाईट आहे तो, दिसायला. तर मी तो कलर दिला की एकदम काळपट झाला तो आणि व्हाईट दिला तर खूपच व्हाईट वाटत होता. तर दोन तीन वेळा 2-3 असं कलर मिक्सिंग करून वगैरे चेंज करावं लागलं, तेव्हा त्याचा तो लुक आला आणि त्यामध्ये असं कलरफुल आहे ना, त्याची जी दरवाजाची कमान आहे त्याला हिर एक निळा, पिवळा, लाल असे तिनी-तिनी 3-4 लंग रंग आहेत. तर ते मला त्या दरवाजाला अ, असे एकदम बारीक अ, ब्रशने द्यावे लागले, म्हणजे थोड्याशा त्याला खिडक्या करणं आणि अ, ब आजूबाजूला जो आहे, नंदी वगैरे, तो मी तिथे तसा बनवला वगैरे. अशा गोष्टी अ, मला डिफिकल्ट झाल्या, थोड्या बनवाय बनवण्यासाठी. पण मग हो.
का बरं? अच्छा. हं. हो. ओह. हं. अरे! अरे! हां. अरे बापरे! मग काय केलत तुम्ही? हं. वाह! हं, नक्कीच. म्हणजे इतकी बारीकी टाकायची असेल आणि इतकं लक्षपूर्वक देऊन अ, आहे त्याचंच मिनिएचर म्हणू शकतो. मिनिएचर मॉडेल बनवण्याचा प्रयत्न जर तुम्ही करत आहे. तो म्हणजे कौतुकास्पद आहेच, पण जरी मिनिएचर असलं तरी कुठं ना कुठेतरी ज्या वस्तू तुम्ही वापरता, त्या पर्यावरण पूरक ठेवण्याचा प्रयत्न करता का?
हो. नक्कीच. मिनिएचर मॉडेल बनू शकतो. हो. नक्कीच. अ, मी ते वस्तू जे वापरते, त्या मी असे कार्डबोर्ड वगैरे त्याजच वापरते. असं पर्यावरणाला हानी होणार किंवा थर्माकॉल वगैरे अशा गोष्टी मी वापरत नाही. आणि अ, मी काय केलं मग, मला असं वाटलं, की आता आपण हे करतोय खरं. तर आपण आपला स्वतःचा बिझनेस पण चालू करायला पाहिजे जेणेकरून आपल्याला उत्पन्न तर मी आहे ना, असे छोटे-छोटे गणपती यायच्या आहे ना अ, 5-6 महिन्या पहिले छोटे छोटेसे मॉडल बनवून ठेवले. आता केदारनाथ थीम म्हणा किंवा असं एका एक झाड बनवलं मी आणि त्याला असं झोपाळा टाईप आणि त्याच्यावर म्हणजे असे गणपती बाप्पा मस्त विराजमान होतील. आणि हो. आणि अ, जे शनिवार वाडा जो आहे त्याचा एक स्ट्रक्चर मी असे 2-4 असे 5-6 असे स्ट्रक्चर बनवून ठेवले. आणि त्याचे ना मी अ, पोस्ट केले माझ्या अ, WhatsAppवर सोशल मीडियावर आणि मला त्या खरंच ऑर्डर यायला लागले, की नाही का? हो, हो. लोकांना कसं आजकाल अ, टाईम नसतो त्यांना बनवायला वगैरे. तर मी असे ते कटआउट्स वगैरे तसे बनवून त्यांना जर रेडी त्यांना म्हणायचे तुम्हाला जे साइजचं पाहिजे असेल, तर ते मी त्या साइजचं पण बनवून देईन. तर तशी मी ऑर्डर पण घ्यायला लागले आणि खरंच अ, मला ते आता एवढा चांगला प्रतिसाद मिळतो आहे ना, की गणपती जर आले ना, त्याच्या 6 महिन्यापासून मला तयारी करावी लागते, की कोणाकोणाचे असे हे पण असतात, की आम्हाला अ, पद्मनाभ स्वामीचं मंदिर बनवायचं आहे. मग त्याला अ, त्यासाठी मला ते पूर्ण डिटेलिंग बघावी लागते. कारण की त्यामध्ये खूप डिटेलिंग आहे आणि ते करणं म्हणजे म्हणजे नाही का? प्रत्येक एक मूर्ती त्या ज्या एक वैशिष्ट्य आहे. तर त्यामध्ये तेसुद्धा दिसलं पाहिजे जे मेन फ्रंटला दिसणार आहे. तर त्या गोष्टी मी सगळ्या त्या अ, करायला लागले. आणि ते नंतर माझा तो बिझनेसच झाला आता तर.
अच्छा. हां. हो. अरे वाह! खूप छान. अरे वाह! किती छान. मस्तच. हां. मस्तच. खूपच छान. किती छान. साधारणपणे मग काय साईझ असतो तुम्ही हे मिनिएचर मॉडेल करता त्याचं?
अ, ऍक्च्युली माझं त्याचं अ, अ, 3 बाय 5 म्हणजे 5 x 3 वगैरे किंवा जर कोणाचं मोठं असेल तर मग त्याचे 6, 7, 8 फीट पण जातं ते कधी-कधी. असं खूप अ, कोणा-कोणाचं घरामध्ये अख्खं मॉडेल त्यांना करावं लागतं. अ, म्हणजे आता एखादं आमच्या इथे एक मंदिर आहे. शंकर महाराजांचं म्हणा तर त्यांचं पण अ, त्यांना असं प्रॉपर तसं करून पाहिजे असतं किंवा आत्ता आपले जे दगडूशेठ गणपती आहेत. तर त्याचं पण मी एक थीम त्यांना अशी छोटी करून दिली होती. ते तीन बाय तीनचं होतं अ, डेकोरेशन त्यांचं, छोटंच होतं आणि त्यामध्ये त्यांना समोर असं गणपती बाप्पा ठेवायचा होता. तर अशा गोष्टी मी त्या क्रिएटिव्ह करत गेले आणि मला पण खूप छान वाटायचं की अरे हा, आपण आपला छंद पण जपतोय आणि आपल्याला त्यातून उत्पन्न पण मिळतंय. तर एक आनंद खूप अ, वेगळा असतो तो.
म्हणजे फूट? हो का? हां. अच्छा. हो. अगदी मी तेच म्हणणार होतो की बघा ना, म्हणजे आवडती गोष्टही करायला मिळते आणि त्यातून पैसाही येतोय, याहून मोठं एक समाधान म्हणा किंवा अ, द देवाचा आशीर्वाद काय असू शकतो, नाही का? पण तुम्ही आत्तापर्यंत ज्या काही ऑर्डर्स घेतल्यात किंवा जे काही अ, छंदाचा बिझनेस केलाय त्यात सर्वात आव्हानात्मक, सर्वात अवघड कोणती ऑर्डर गेली होती बरं तुम्हाला? त्याबद्दल थोडंसं सांगा?
हो, खरं आहे. हो, अगदी. हो, काय झालं होतं, अ, जे एक दगडूशेठचं करायचं होतं आणि त्याचं पण असं थोडंसं अवघडच होतं ते. अ, त्याच्या आतलं जर त्यांनी सांगितलं होतं पत्र्याचं, ते मला ते पूर्ण गोल्ड वगैरे करायचं होतं आणि सगळं मी ते स्टिकिंग केलं. पण जेव्हा मी ते घेऊन जात होते आणि ते तीन तुटलं. थोडंसं त्याला क्रॅक बसला आणि मी डोक्याला हात लावला की अरे, आता तर यांना पाहिजे आणि अ, नाही का, आता आपण घेऊन चाललोय आणि ते क्रॅक झालं. पण अ, मग मी मी काय केलं, मग पटकन जे अर्ध्या रस्त्यात होते तिथून परत घरी गेले. त्यांना मी फोन करून सांगितलं की अ, थोडासा मला यायला उशीर होईल, अ, थोडंसं ट्रॅफिक वगैरे आहे आणि घरी येऊन मी थोडंसं विचार करत बसले, अरे आता हे तर क्रॅक झालं आहे, आता पटकन तेवढं बनवायचं तर थोडासा वेळ तर लागेलच. अ, तो पुठ्ठाला असा क्रॅक गेला होता, ते मी जे मी जिथे असं थोडंसं, अ, मातीत मी त्याला हे केलं होतं. तर मी काय केलं, मग परत अ, फेविकॉल घेतला, अ, त्यामध्ये थोडीशी ती माती मिक्स केली, म्हणजे जेणेकरून त्याला घट्ट अ, अ, थिकनेसपण येईल आणि ते स्टिक होऊन राहील आणि त्या क्रॅकमध्ये ते मी फेविकॉल पहिले चिटकवलं आणि त्याच्यावरती तसा तो अ, ते ब्रशने मारलं आणि मग ते ना ड्रायरने पटकन सुकवलं, म्हणजे जेणेकरून नाही का मला अ, उशीर होणार नाही आणि मग त्याचा जो शेड होता, तो गोल्डन कलर तो त्याला मी मारला आणि ते त्यांना मी ती ऑर्डर पूर्ण करून दिली. म्हणजे असं कधी-कधी होतं की अ, आपण जे बनवलं ते तुटतं किंवा ते चुकतं. मग कलर कधी-कधी असा निघून जातो किंवा असे जे छोटे-छोटे नाजूक ज्या वस्तू आहेत आपण त्या स्टिक करतो, तर त्या पण निघतात कधी-कधी. मग आपल्याला त्याचे खरंच आव्हान येतात की अरे, मग काय करायला पाहिजे? मग ती भीती पण वाटते, की अरे, लोकांना जर नाही आवडलं तर काय? मग असं पण खूप वेळा होतं तसं.
अच्छा. अरे बाप! हं. हो. बरं. हां. वाह! हां. हो. नक्कीच, पण आवडणार नाही असं होणारच नाही मला वाटतं, फक्त वेळेचं बंधन असतं ना, कधी-कधी वेळेत द्यायचं असतं आणि त्यांना
हो, वेळेचं बंधन असतं आणि एकदा तर काय झालं होतं, ते मी अ, झाड होतं आणि झाडासाठी मी आतमध्ये त्याचं लाकडाचं एक अँगल वगैरे तयार केलं होतं आणि ते थोडंसं अ, खालचा जो प्लाय आहे तो माझ्याकडून छोटा झाला आणि त्याचं जे हाईट खूप झाली होती त्या झाडाची, त्यांना हाईट जास्त पाहिजे होती, त्यांचा गणपती मोठा होता. आणि त्याला मी जे दोरे बांधत होते ना ते झोक्यासाठी तर त्याच्यावर ते ना अ, ते गणपती बाप्पा त्याच्यावर राहणारच नव्हता, म्हणजे ते असं उ अ, पलटून जाईल वगैरे नाही का पडेल. आणि मग हो, ते झाडावर ते असं दोऱ्या बांधून ना तिथे झोक्या टाईप अ, फील आणायचा होता त्यांना, पण त्यांच्या गणपतीचा वेट खूप होता कारण की शाडू मातीचा होता. पी.ओ.पीचा असता तर कसा अ, आय थिंक बसला असता. तर मला त्यात खूप डिफिकल्टी येत होती की नाही का, अरे यांना तर पाहिजे. तर मी काय जुगाड केला, अ, त्या त्याला एखादं अ, खाली ट्रान्सपरंट एक कंटेनर असतं प्लास्टिकचं तर ते मी घेतलं आणि आहे ना, ते त्यांना म्हणलं की "अ, बघा, आता मी तुम्हाला बनवून तर दिलंय पण ह्याच्यावर मला असं वाटतं की गणपती याच्यावर नाही बसणार, कारण की ते झाड पूर्ण उलटंपालटं होईल आणि गणपतीला काहीतरी नुकसान होईल. तर तुम्ही काय करा, ते तुमचा जो पाट आहे ना, तर ते तुम्ही या प्लास्टिकच्या डब्यावर ठेवा, म्हणजे जेणेकरून ते ट्रान्सपरंट, खालचं काही बॅकग्राउंड दिसणार दिसून येणार नाही." आणि साईडला तर आपण बाकीचं अ, गार्ड अ, थोडंसं अ, ग्रास वगैरे केलं होतं. मग त्यांनी तसं ऐकलं माझं आणि त्या डब्यामध्ये पण मी आहे ना बेसला ते ग्रास जी मी साईडला बनवली होती ना टेबलवर तर ती ग्रास अ, मी तिथे टाकली. म्हणजे जेणेकरून ते अ, एकदम सेम दिसत होतं, ते एवढं दिसून आलं नाही आणि ते वरती असं फ्लो फ्लोई फ्लोट करतंय असं पण वाटलं ते.
अच्छा. हां, हां. हो. झाड, हां. हां, हां. बरं. हं. हो. हां. हां, त्याचंच पेंटिंग केलं. कसलं मस्त! म्हणजे अ, जे पाहिजे त्यापेक्षाही छान त्यांना काहीतरी मिळालं.
हो. छान झालं आणि ते एकदम सेफ झालं, म्हणजे ते कधीच पडणार नाही, कारण की भीती असते ना की असं पडलं तर? अ, कारण की अ, ते हो.
हो. किती छान! म्हणजे बारीक देऊन अ, लक्ष देऊन करायचा छंद आहेच, पण सगळ्यांना इतरांना आनंद होईल असाही हा छंद आहे. मग तुमच्या भावनिकदृष्ट्या तुम्हाला सर्वात जास्त काय मिळालं? ह्या छंदामुळे किंवा ह्या बिझनेसमुळे आता?
हो, अगदी. अ, भावनिकदृष्ट्या मला एक आनंद खूप भेटतो, की हे मी जे करतीये की त्यातून मला म्हणतो ना, एक अ, आपल्याला एक रिलॅक्स, मानसिक जी शांती असते ती खूप महत्त्वाची आहे आणि आपली आवड आपण जपतोय आणि त्यातून आपल्याला उत्पन्न मिळतं अन् त्यापेक्षा मोठी अ, खुशी काही असू शकत नाही मला असं वाटतं.
हम्म. अगदीच खरं आहे. खूपच छान.
आणि घरचे पण खूप खुश आहेत की अरे, काहीतरी म्हणजे नाही का, तुझं आवड तर तू जपते आहे आणि करती आहे आणि त्यातून तुला पैसे मिळत आहेत. आणि अ, त्यांना पण असं बरं वाटतं अन् ते पण मला अजून ऑर्ड ऑर्डर आणून देतात. अन् सगळीकडे ते कौतुक करतात की नाही का, "आमची मुलगी असं-असं करत आहे, तुम्हाला जर ऑर्डर द्यायची असेल तर तुम्ही सांगा." आणि मला त्यातून अ, त्यानुसार पण मला ऑर्डर भेटतात त्याच्या.
किती छान! हो नक्क हं. बघा ना, म्हणजे एक शाळेतला छोटासा छंद जो तुमच्या मनात राहिला आणि तो तुम्ही तिथेच सोडून नाही आलात, पण पुढे आणला आहे. आणि फक्त पैशांसाठी किंवा फक्त स्वतःच्या आनंदासीठा साठी नाही, पण इतरांनाही आनंद देताय त्या छंदातून. आणि त्याला बिझनेस म्हणण्यापेक्षा अजूनही छंदच म्हणणं योग्य राहील. आणि सगळ्यांना आनंद आणि अ, संतुष्ट करणारा छंद आहे हा. तर ह्या तुमच्या छंदाबद्दल आणि तुमच्या आयुष्यात जे-जे घडलं त्याबद्दल सगळं ऐकून, ह्या सगळ्या देखाव्यांबद्दल ऐकून खूप, खूप आनंद झाला आणि मला खूप छान वाटलं तुमच्याबरोबर संवाद साधून.
हो, अगदी खरं आहे. हो, अगदी खरंय. छंदच म्हणणं योग्य राहील. नक्कीच. मला पण खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून नाही का, आपण नक्कीच पुन्हा बोलू.
धन्यवाद!
धन्यवाद!